वाह! छानच म्हणजे अ, असे खूपच छान-छान अनुभव म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममुळे तुम्हाला मिळतच असतात. आणि मग अ, तुम्हाला काय वाटतं की हा जे गाणी शोधण्याचा हा जो बदल झालेला आहे एवढ्या काळापासून, तर मग काही कलाकारांना किंवा स्थानिक संगीताप्र प्रती असतात बघा. तर तसं त्या नात्यांना काही प्रभावित करतं का? म्हणजे कॉपीराइट असतं किंवा पैसा असतो, तर या संदर्भात तुमचा काय विचार आहे?
हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं. हो. हं, हं. हं, हं. हं.